अरे बाप रे! <chuckles>
असं कसं होऊ शकतं? आपण तर काहीच नाही टाकलं म्हणलं. मी म्हंटलं मी असं वरती बघायला लागलो की आमचे एक अ, ह्याचे घर होते. सरकारी कॉटर्स होते कौलाचे घर होते. म्हणल वरून तर काही पडलं नसावं. तिने वरून म्हणे, "काय बघतोय म्हणे वरती." चिडली चिडली ना भयंकर. "काय बघतोय आणि वरती." मी म्हणलं, "वरून तर काही पडलं नाही म्हंटलं माती-बिती असं काही. असं वाटतंय का म्हणलं तुम्हाला?" ती म्हणली, "कचकच लागता आहेत पोहे फार." तिने "अरे तू पोह्यात काहीतरी टाकलंय" म्हणे "वरून काय? माझ्या एकाच्या प्लेटमध्ये पडेल ना? पप्पांच्या थोडी पडतील" म्हणे.
हां, हां, हां. हो. हो, त्या पोह्यांमध्ये काहीतरी बरोबर. हां, बरोबर. हां, हां, हां. हां, बरोबर. बापरे!
आणि तर पप्पानी पप्पानी एक शब्द नाही बोलले, त्यांनी ती प्लेट अशी हातातली घेतली बाजूला ठेवली. मग मी ते पोहे खाल्ले. मी म्हणल यार गडबड तर झाली म्हणलं यार. पण ती काय गडबड झाली ते कळायला पण तयार नाही आहे. मी म्हणलं, "यार मी काहीच टाकलं नाही म्हंटलं मी तू जसं-जसं सांगितलं मी तसं तसंच केलं म्हणलं. गडबड तर झाली म्हणलं कुठं." मग आम्ही ते थोडंसं किचनमध्ये आली शोधाशोध करायला सुरुवात केली. मग तिच्या लक्षात आलं. ती म्हणे, अ किचन वट्यावरच होती ती. मला काय वाटलं की आई मदत करती ना, तिनं मीठ बहुतेक बर्नीतून काढून हां.
बाजूला ठेवली. बघा. मग? हां. ती वाईट वाटी कुठे ठेवली होती मग? हो, हां, मग? हां, काढून ठेवलं असेल. हो, हो.
मी धरलं नी टाकून दिलं ते.
मग?
तेव्हा कुठे एवढा दिमाग चालायचा. म्हणे अ म्हणे, अ, "तू अ, मीठ कशातून काढून टाकल" म्हणे. म्हणले, "तू काढून दिलेला म्हणलं मला वाटीमध्ये." म्हंटली, "मी कधी काढून दिलं म्हणे वाटीमधून तू बरणीतून नाही टाकलं?" म्हणलं, "नाही." मग ती बघितलं आणि मग तिला कळलं. "अरे मूर्खा म्हणे ही रांगोळी आहे म्हणे पांढरी."
हो, बरोबर आहे. बापरे! हां. रांगोळी काढली रे बाबा! किती मोठा! म्हणजे काय केलं? पूर्ण रांगोळीचा पोहा क दिला तुम्ही घरच्यांना. रोंग रांगोळीचे पोहे दिवाळीला वा! वा! वा! छान! छान! खूप छान! स्टोरी खूप छान अनुभव होता बरं का हा तुमचा. मला तर किती हसवलं, खूप हसले. आता मग तुम्ही मला असं सांगा, की शिकताना तुम्हाला सर्वात जास्त मदत कोणावर मी कोणावरून मिळाली? आता आईने केली होती का बाबांनी केली होती? आता तुम्ही तर सांगितलं मला, बाबांनी केली का YouTubeवरती बघून-बघून?
<chuckles> आणि तो <chuckles> हो. आणि हां. हां, बाबांनीच, नाही-नाही बाबांनीच केली होती. कसं त्या आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खात नाही आणि त्यावेळेस काय वडील सैन्यात होते, तर त्यांना खायची सवय होती त्यावेळेस आता नाही खात ते. बरे फार काळ झाला आता सोडून त्यांनाही. मग ते काय नॉनव्हेज करायचं म्हटलं तर कसं मग आई हात लावणार नाही. हे भांडे नाही वापरायचे ते भांडे नाही वापरायचे. मग काय करायचं ना, ते आम्ही क्वाटर्समध्ये
हां, हां. हं, हं. हो. अच्छा, घरामध्ये नॉनव्हेज नाही बनवत का मग?